अरे वाह! खूपच चांगलं म्हणजे आता असा बघतो ना, आपण की ऑफिस कल्चर आहे. त्यामध्ये अ, खूप साऱ्या एम्प्लॉइजला आहे ना, खूप साऱ्या स्ट्रेस असतो. म्हणजे मानसिक तणाव असतो. की हा बाबा कामाचा लोड असतो. काही लोकं म्हणजे खूप असं म्हणतात ना, अ, जास्त तणावामुळे, काही प्रेशरमुळे अ, खूप आजारपणसुद्धा त्यांना येतं. तर एका चांगल्या बॉसने त्या स्ट्रेसला कशाप्रकारे अ, हँडल केलं पाहिजे, तुम्हाला वाटतं?
हां. हं. हो. हो. हो, हं. मला असं होत, की बॉस स्वतः हा एक व्यक्ती आहे. तो काही मशीन नाही आहे. तो व्यक्ती आहे, त्याला पण त्याला पण कामाचा स्ट्रेस असतो. त्याला पण लोड असलं, त्याला माहिती पाहिजे, की जसं आपल्याला कामाचा स्ट्रेस आहे, लोड आहे, तसं आपल्याखाली आपल्या हाताखाली जे काम करतात, त्यांना पण अ, तसं कामाचा लोड असेल, स्ट्रेस असेल, त्यांना पण वाटत असेल, 1 दिवस कामाच्या अ, व्यतिरिक्त थोडी सुट्टी घ्यावी. थोडं अ, म्हणतात ना, की कुटुंबाबरोबर थोडं टाईम घालवावा. तर अ, मला असं वाटतं बऱ्याचदा असं होतं, की एक अ, उदाहरण एक उदाहरण दिलं, तर आपण सुट्टीसाठी अ, ॲप्लाय करतो. ठीक आहे. आपल्याला माहिती असते, आपण का ॲप्लाय करतो? आपलं पर्सनल रिझन असते. हां, पण आपण टाकतो काय? मी आजारी आहे, माझी तब्येत ठीक नाही. तर ते बऱ्यापैकी ते बॉस ना माहिती असते, तरी ते अप्रूव्ह करतात ते, ठीक आहे. तर मग असं काही नाही, बॉस काही-काही बऱ्यापैकी फ्रेंडली हे असतात आणि ते समजूच शकतात, की ते पण एक व्यक्ती आहे. ते मशीन आहे, तर त्यांना ते कळतं.
हां, हां. हं. <chuckles> हां, हां, हां. हां. हो. हां, अ, काहीतरी रिझन आहे नक्कीच. हां, हां. हां, हां. बरोबर. हां, हां, हां, हां, हां. हो, ते आहे.

आपण सगळे कधी ना कधी तर काम करत असतो किंवा करायचा विचार करत असतो, पण 1 अ, गोष्ट प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे, ती म्हणजे बॉस. काही बॉस इन्स्पिरेशन असतात, तर अ, काही लोकं त्यांचं नावच घेत नाही. नर्व्हस होतात. पण खरंच एक चांगला बॉस कसा असतो तुम्हाला वाटतं?
हं. हं. हां. हं. <laughs> अगदी बरोबर. हं. अ, मला वाटतंय चांगला बॉस म्हणजे जो फक्त काम बघत नाही, तर अ, टीममधल्या प्रत्येकाला जो समजून घेतो, जो ऐकतो, मार्गदर्शन करतो आणि जो प्रोत्साहन देतो. मला असं वाटते तो 1, आपण म्हणू शकतो तो 1 चांगला बॉस आहे.
हां, हां. हां. हां, अच्छा! म्हणजे सगळ्यांना समजून घेणारा किंवा ऐकणारा, टीमला चांगल्या प्रकारे लीड करणारा, 1 अ, चांगला बॉस असं आ अ, वाटतं तुम्हाला. तर चांगला बॉस हा टफ असला हवा का जरा फ्रेंडली हवा?
हां. प्रोत्साहन देणारा, हो. हं. अ, कसं आहे ना, ते दोन्हीचं संतुलन पाहिजे, कारण कसं आहे, जास्तपण जर शिस्त असला, तर मग ते काम करतात त्यां एकदम कडकपणा असेल तर लोकं धडपडतात, दडपण येतं. आणि जर एकदमच मोकळं जर ठेवलं तर मग कामाची गंभीरता कमी होते. तर मला असं हां. अ, जो बॉस आहे त्याच्याकडे दोन्ही थोडं-थोडं बॅलन्स किंवा संतुलन त्यांनी राखलं पाहिजे. मैत्रीपूर्ण वातावरण पण पाहिजे आणि एक थोडं शिस्त पण पाहिजे.
अच्छा! हं, हम्म. अच्छा. अच्छा! म्हणजे दोघांचा बॅलन्स असला पाहिजे. हां, हां. हां, हां.

खरंच आहे. म्हणजे काही-काही लोकं असतात की त्याला ते अ, पॉझिटिव्ह वेमध्ये घेतात. त्यांना असं वाटतं की हां, हा, फीडबॅक आपल्या स्वभावाचा किंव अ आपल्या स्वभावाचा किंवा आपल्या शिस्त आपण अ एकदमच इतके तापट किंवा इतके रागीट आहोत याचा कदाचित दुसऱ्याला त्रास होतोय, तर मग ते बदलण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे? कारण त्यांना पण कंपनीत टिकायचं आहे, बरोबर? हां, तर मग ते पण प्रयत्न करतात बदलायचा. कधी-कधी असे पण असतात की त्यांना असं वाटतं की मी चुकतच नाही आहे. तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला ते तेवढा कडकपणा तुम्हाला पाहिजेच, ओके. माझा राग येणं तेव्हा साहजिक आहे. असं काही-काहींना वाटतं हां, तर त्याला आपण काही करू शकत नाही.
हां, हां, हां. हं, हं. हो, ते आहे. हां. हो, ते आहे. बरोबर. हां, हां. हो. हां, ते आहे. पण असं तुम्ही म्हणालात की "हां एका प काही कंपनीमध्ये फीडबॅक फॉर्म्स असतात. त्यावरती फीडबॅक द्यायचा." पण त्याने असं होत नाही की हा फीडबॅक दिला आणि काहीच झालं नाही आणि नंतर तर बॉस आपल्यावरती चिडेल वगैरे असं काही? <chuckles>
हां. हां. <chuckles> नाही, ते एक्चुअली ते खूप विचार करूनच ते फॉर्म अ, बनवलेले असतात. ज्यात आपलं जे नाव आहे, ते डिस्क्लोज होत नाही. <chuckles> हां.
अच्छा. अरे वाह! खूपच चांगलं आहे म्हणजे. अह, जेणेकरून आपण फीडबॅकसुद्धा दिला. म्हणजे असं होतं ना, आता समजा तुम्ही आहेत तुमच्या जागेवर आणि अ, तुम्ही एखादा फीडबॅक दिला. पण त्याला माहितीये बॉसला की हां, हा फीडबॅक कोणी दिला म्हणजे ह्याच्यासोबतच हा प्रसंग झालाय. मग कसं हँडल करणार त्या बॉसला?
हां. हो. <laughs> अच्छा, हा फीडबॅक कोणी दिलंय. <chuckles> <chuckles> नाही, ते, ते बरोबर आहे. ते होऊ शकतं आणि ते जे खूप अ, म्हण म्हणतात ना की खूप उलटे परिणाम पण होऊ शकतात. मग ते कुठल्या ना कुठल्या अ, पद्धतीनं ते एक अ, बदला घेणार, की असं कसं फीडबॅक दिलं. मग त्यासाठी कंपनीनं ते अ, विचारपूर्वक बनवलेलं असते की त्यात ते नाव आहेत ना, ते उघड करत नाहीत.
हां, हां. ते आहे, ते आहे.

मला वाटते की अ, ते त्यांच्या अनुभवातूनच त्यांना ते कळतं. त्यांना तेवढी माहिती असते की हे किती, कितपत खरं कारण आहे, कितपत हे आहे? पण त्यांना एक अ, मला वाटतं बॉसना एक कळलं पाहिजे की वर्क लाईफ बॅलन्स आत्ताच्या काळात खूप गरजेचा आहे. आपण दिवसाला म-म्हणतो 9-9 10-10 तास काम करतो, ओके 6 आठवड्यातले 6 दिवस काम करतो, ठीक आहे. तर कधी-कधी असं होतं ना आपल्याला थोडा वेळ पाहिजे, थोडा कुटुंबाला बाहेर फिरायला किंवा हे. तर ते मला वाटतं ते प्र बॉस पण मी म्हणलं जसं ते एक व्यक्ती आहेत तर त्यांना ते कळतं आणि म बऱ्यापैकी ह्याच्यात तर ते अप्रूव्ह करतात. असं काही नसतं.
हं, हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां, हां. ते आहे. हो. हां. हां, हां. हं, आता जसं तुम्ही म्हणले अ, एखादा बॉस नाही का अ आहे आणि त्याची कुठली अ, हॅबिट तुम्हाला आवडत नाही की ते त्याला चांगला बॉस बनण्यापासून अडवते?
हं, हं, हं. तेच अ, चांगला बॉस बनण्यापासून आवडते म्हणजे गर्व. मी असे काही-काही असे हां असे बॉस पण बघितलेत की त्यांना अ, एक इगो असतो. त्यांना असं वाटतं की हां. आता समजा 1 दिवस, 1 दिवसाची जरी सुट्टी टाकायची असली तर त्यांचं असं असतं की "मी बॉस आहे. तर मला कम की कमी" अ, म्हणतात ना, "1 आठवडा आधीच सांगितलं पाहिजे. मला, माझ्या मागं लागलं पाहिजे, मला थोडं माझ्याशी गोड बोललं पाहिजे." ते एक असतं ना, की त्यांची एक चापलुसी केली पाहिजे. काही-काहीना असं वाटतं की मी, मी मोठा आहे, तर मीच, मीच बरोबर, मीच खरा, माझंच ऐकलं पाहिजे, माझ्या पुढं-मागं केलं पाहिजे, सारखं बॉस-बॉस केलं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी आहेत की त्या खरंच चांगल्या नाहीयेत आणि अ, हां, हं.
अच्छा गर्व नसला पाहिजे. <chuckles> हं, हं, हं, हं, हं. हो. हां, ते आहे. <chuckles> हो. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. अ, ते आहे. तुम्ही सांगितलं की ह्या गोष्टी नसल्या पाहिजेत. आता जर तुम्हाला चांगला बॉस बनण्याची संधी भेटतीये किंवा बनायचं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही का? कशाप्रकारे ते हँडल करणार? आणि दुसऱ्यांनी पण ते तसंच केलं पाहिजे?
हं. <chuckles> हां. अ, मला असं वाटतं, मी पण बॉस आहे. माझ्या पण हाताखाली दोन तीन एम्प्लॉयी काम करतात. तर मी नेहमी अ, मी, मी विसरत नाही की मी त्यातून आली आहे. मी पण, अ, मी पण आधी तो मी पण आधी एम्प्लॉयी होते आणि मी त्यातून आले, मी हे कधीच विसरत नाही आणि मला माहिती आहे की काय अ, आपण प्रॉब्लेम फेस करतो. आपण जेव्हा नवीन असतो, एखादी कुठली गोष्ट शिकतो, आपण काय प्रॉब्लेम फेस करतो. मी कधी त्यांना असं तणावामध्ये टाकत नाही की चला तुम्ही आत्ता हे आत्ताच्या-आत्ता आलं पाहिजे किंवा मी नेहमी त्यांना प्रोत्साहन देते. मी समजून घेते. मी त्यांना सांगते की तुम्हाला कुठेही अडचण आली, मदत लागली तर मला सांगा हां, तर ते एक आहे माझं की उम्म आणि मी खूप काळजी घेत असते की त्यांना कुठेही असं अ, नवीन काही प्रोजेक्ट हे भेटलं तर त्यांना कुठे ते अवघड जाऊ नये.
हां, हां. हां. एम्प्लॉयी होते एकदा आधी स्वतः? हां, हां, हां, हां, हां, हां, हां. नक्कीच. हां, हां, हां, हां. हो, हो, हो, सांगा. हां, ते आहेच.